हां. पण हो. पण Stingमध्ये साखर खूप असते.
अच्छा. आणि Red Bullमध्ये?
नसते आणि अ, विदाऊट शुगर Red Bull मिळतं वेगळं.
अरे वाह!
बरं हे ₹20 आणि ते ₹125. त्यामुळे किमतीत फरक आहे मोठा.
छानच. हं. हे 120 आणि ते 125 ला.
नाही, नाही. Sting ₹20 ला मिळतं फक्त. फक्त 20.
हं. हां, हां. हो, हो, हो. नाही, मग ते शुगरच्यामुळं पडतं.
नाही, नाही. ते दोन्ही एकशे पंचवीस लाच मिळतं.
हं, हं. अच्छा, अच्छा. तुम्ही विदाऊट शुगर
शुगरलेसला काही किंमत वेगळी नाही. हां.
अच्छा, अच्छा, अच्छा.
कसं आहे ना, कोल्ड ड्रिंक पिण्यासारखं आहे. हां.
तर मग काय असं म्हणजे तुम्ही घेताय का मग आता समजा तुम्ही घेताय कधी-कधी? कोणतं घेताय तर मग?
हो, हो. मी मी घेतो. आता मी अ, Red Bull घेतो आणि शुगरलेस.
शुगरलेस. अच्छा.
आणि मी अ, मुळात मी घरात आणून स्टोअरच करत नाही, त्याची सवय होऊ नये म्हणून.
हो, अच्छा. मग हे नेमकं काय करता तुम्ही शेअर म्हणजे रात्रीच्या वेळेस घेऊन. तर तुम्ही घेता कधी तर म्हणजे काय तुमचं वर्क राहतं पर्पज ते Red Bull घेऊन करण्याचं?
नाही माल मला कधी-कधी ना, खूप असं इंटेन्स काम असतं.
हं, हं.
म्हणजे अख्ख्या 300-400 पानी पुस्तकाच्या मला PowerPoint तयार करायच्या असतात.
अच्छा.
आणि मग जाऊन त्याच
अच्छा, Microsoft PowerPoint.
हां. आणि त्या त्याच्या मदतीने शिकवायचं असतं.
हं, हं.